असं म्हटलं जातं, "वाचाल तर वाचाल." तर त्या ह्या वाचण्याच्या ज्या काही छंद आहे ह्याच्यासाठी एक छोटासा असा आपल्या घरातला कोपरा असावा, असं तुम्हाला कधी वाटलं का हो?
हो, वाटलं आणि नुसतंच वाटलं नाही. मला असं वाटतं की शाळेत असतानापासून मी पुस्तक प्रेमी तर होतोच, पण पुस्तकी किडाही होतो. अभ्यास खूप जास्त आवडायचा. त्यामुळे स्कूलमधल्या किंवा कॉलेजमधल्या लायब्ररीज बघून असं वाटायचं की माझ्याही घरात अशी एक छोटीशी अ, अगदी फॉर्मल लायब्ररी असावी. पण अ, इतकी गमतीशीर गोष्ट आहे की या वर्षी मी पहिल्यांदा इतक्या उशिरा तशी एक छोटीशी लायब्ररी बनवली घरात.
अरे वाह! वाह! किती सुंदर. मग काय म्हणजे असं काय लक्षात घेतलात की जागा कशी घ्याव्या, कशी घेतलीत? कसं निवडला की हाच कोपरा?
अ, खरं म्हणजे ना एक आधी ऑलरेडी लायब्ररी बनवून ठेवली होती मी. म्हणजे जी काही मी पुस्तकं गोळा केली आहेत. अगदी शाळेपासूनची रेनन मार्टिन आम्हाला एक बुक होतं. ग्रॅमरसाठी ते अजूनही आहे माझ्याकडं. ते म्हणा, मग माझ्या कॉलेजची इंजिनिअरिंगची काही पुस्तकं होती आणि त्यात नंतर मी जी काही अ, टेक्निकल थोड्या गोष्टी वाचण्यासाठी काही पुस्तकं घ्याय घ्यायचो.
बापरे! हो, हो, हो. हो. अरे वाह! हं, हं, हं.
ही सगळी मी एका लाकडी उभ्या, अशा चप्प्या अशा शेल्फमध्ये ठेवली होती. एका वेगळ्याच कोपऱ्यात. पण नंतर मला अचानक अ, सिटीमध्ये फिरताना एक दुकान दिसलं. जिथं असा स्टीलचा म्हणा अ, स्टीलचा नाहीये तो लोखंडाचा आहे. लोखंडी असा एक शेल्फ मला दिसला त्यांच्याकडे आणि तो पाहताच मला वेड लागला आणि मला वाटलं, की हा शेल्फ मी नेलाच पाहिजे घरी. <chuckles> आणि एक वेगळा कोपरा बनवलाच पाहिजे.
अच्छा. अच्छा. अच्छा. ओके. वॉव! मग असं म्हणजे काय म्हणजे निवडलात कोपरा घराचा एक कोपरा जो आहे निवडलात, की खिडकीजवळची जागा आहे, की प्रकाश वगैरे छान आहे, लाईट वगैरे व्यवस्थित आहे असं. का अशी काही स्पेसिफिक सीटिंग अरेंजमेंट वगैरे केलीत का तुम्ही?
हो. आमच्या घरातला एक अ, लिव्हिंग रूममध्ये एक फिचर विंडो म्हणतात ना तशी एक मोठी खिडकी आहे. जिथून हायवे दिसतो आणि हायवे असल्यामुळे समोर काहीच बांधकाम होऊ शकणार नाही कधीच. तर पूर्ण मोकळी अशी जागा आहे. आणि अ, धूळ तर येतेच अर्थात नो डाउट. पण <chuckles> तो व्ह्यू इतका सुंदर झालाय त्यामुळे, की तिथे अगदी काहीही न करता बसलं खुर्चीवर चहा पीत, तरी भरपूर वेळ तुम्ही काढू शकता. पण ती जागा मला अचानक या महिन्यातच मी ती लायब्ररी घरी आणली. आणि म्हणजे तो शेल्फ घरी आणला तेव्हा मला सुचलं, की बरोबर क्लिक झालं, की बरोबर तेवढी जागा, ते एक माप घेतलं मी आणि मला कळलं, की ही जागा एक माझ्याच लायब्ररीसाठी बनली आहे. मग त्या खिडकीलाच लागून एक भिंत आहे. म्हणजे शोकेस आणि खिडकीच्यामध्ये एक थोडीशी जागा आहे. जिथे मी ती लायब्ररी आणून, ती इन्स्टॉल करून बसवली आणि मग ही सगळी लाकडी छोट्याश्या जुन्या शेल्फमधली पुस्तकं त्या शेल्फमध्ये शिफ्ट केली.
हां, हां, हां. अरे, वाह! वाह! वाह! <chuckles> बरोबर. हां, हां, हां. वाह! सुंदर. हं, क्लिक झालं. वाह! अच्छा. वाह! किती मस्त. तर आत्ता तुम्ही जे हे केलंय सेट, ते आत्ता वयाच्या ह्या पडावावर तुम्ही लहानपणापासून बघितलेलं स्वप्न आहे. पण आता तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी तुम्हाला जर कोपरा असा बनवायचा असेल, तर काय तिथे असा नियम ठेवाल तुम्ही, की असं असलं पाहिजे किंवा असं सजेशन्स काय द्याल तुम्ही असं बनवायचे?
मी असं म्हणेन, की तिथे पावित्र्य राखा सर्वात महत्त्वाचं. म्हणजे अ, तुम्ही जर मोबाईलवरती खास करून, जर तरुण पिढी असेल आणि एखाद्या लहान मुलाच्या किंवा तरुणाच्या घरी मी जाऊन असं त्याला जर सजेशन द्यायचं असेल, तर मी त्याला म्हणेन, की जमेल तेवढी स्वच्छ तर ठेवाच ती जागा. पण त्याचबरोबर ती जर लायब्ररी बनवणार असाल तुम्ही. एक वाचनाचं स्थान बनवणार असाल, तर त्याचं पावित्र्य खूप जास्त राखा कारण तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसंच, "वाचाल तर वाचाल." आणि वाचलं नाही तर वाटोळं होईल तुमचं कारण ते आयुष्याबद्दल जे काही तुम्हाला कळतं, ते तुम्ही रील्समधून शोधून कळतंय तुम्हाला किंवा तुमचा दृष्टिकोन रील्सचा आहे का पुस्तकांमध्ये जे काही लोकांनी कधी-कधी आयुष्य सगळं स्वतःचं समर्पित केलेलं असतं एक पुस्तक लिहिण्यासाठी, तर त्यातून तुम्ही ज्ञान घेऊन वाचताय. त्यामुळे ते खूपच मौल्यवान असतं. त्यामुळं त्या पुस्तकाचा आणि त्या स्थानाचा एक अ, एक पवित्रता तर राखाच, पण एक आदरही करा, असं मी म्हणेन.
बरोबर. हो. बरोबर. बरोबर. अगदी. बरोबर. बरोबर. पण मग आता ही जी गोष्ट आहे, ती एक अ, आपण म्हणतो ना एक अ, व्हॅल्यू म्हणून आपण ती नैतिकता म्हणून ती जपली पाहिजे. पण या व्यतिरिक्त जेव्हा आपण पुस्तकांचं सिलेक्शन आहे मुलांसाठीचं किंवा आता तुम्ही जशी तुम तुम्हाला आवडली म्हणून तुम्ही एक शेल्फ आणलीत. तर मग मुलांच्या आवडीची, की जेणेकरून ते तिथे जातील, बघतील, वाचतील, असं काही कराल करावंसं वाटेल का तुम्हाला? की
हो.
अट्रॅक्शन काय तिथे क्रिएट करावसं वाटेल का, की जेणेकरून मुलं तिथे येतील आणि बसतील वाचायला?
हो, हो, नक्कीच. म्हणजे जर त्यांच्यासाठी ही लायब्ररी बनवायची असेल वेगळी तर नक्कीच तिथं काही आकर्षक वस्तू अ, थोडेसे कार्टून्स मी चिकटवायचा प्रयत्न करीन. मला स्वतःला कार्टून्स आवडतात. त्यामुळे मीही अजूनही तिथे काही रंगीबेरंगी कार्टून्स लावले आहेत. आणि त्याचबरोबर फुलं, कृत्रिम फुलंही मिळतात जी आपण ठेवू शकतो तिथे. मी ठेवली आहे. स्केच पेन ठेवले आहेत. रंगीबेरंगी जे कधीतरी आपण हायलाइटर म्हणूनही वापरू शकतो. आणि, त्याचबरोबर एक पेन आहे, एक पट्टी आहे. म्हणजे एक शाळेचं वातावरण जर आपण घरी अ, करण्याचा प्रयत्न केला, तर ते खूपच मुलांना कधी-कधी आवडतं. म्हणजे ही घरातली ही जागा किंवा हा कोपरा म्हणजे माझी शाळा, अशी ॲक्टिंग करायला बऱ्याच वेळा लहान मुलांना आवडतं. तर तो एक चान्स, एक संधी देण्याचा अ, खूपच छान एक कोपरा बनू शकतो.
वॉव! अरे वाह! हो. नक्कीच. अरे वाह! अगदी. बरोबर. आवडतं. हो. आता लायब्ररीत गेलं की आपल्याला खूप सारी पुस्तकं मिळतात. पण घरातला हा छोटासा वाचनाचा कोपरा आहे. मग त्याच्यामध्ये एकदा वाचन झालेलं पुस्तक आणि परत तेच वाचायचं असं कधी होतं का हो?
हो, होतं. आणि करावंच लागतं, मला असं वाटतं. त्यामुळे अ, मी काय करतो? बऱ्याच वेळा आपण कोणताही शो जरी Netflixवर पाहिला ना, तर तो दुसऱ्यांदा पाहताना नव्याने, त्यातल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. बारीक लक्ष जर आपण दिलं, तर अ, आपल्याला हे आढळून येतं की "अरे, हे मी मागच्या वेळेस पाहिलंच नव्हतं." किंवा "हा सीन माझ्याकडून कसं काय मिस आउट झाला?" तसंच पुस्तक वाचतानाही माझ्या बाबतीत नक्कीच असं होतं की पहिल्यांदा वाचताना मी त्यासाठी काय करतो, अंडरलाईन करतो. किंवा हायलाइट करतो काही महत्वाचे पॉइंट्स किंवा अख्ख्या चॅप्टर मधलं सगळंच आपण पुन्हा वाचण्याची गरज नसते कधी-कधी. तर त्यामुळे मी काही मेन-मेन पॉइंट्स किंवा चांगले शब्द जे शब्द मला माहिती नाहीहेत. ते मी मार्क करून त्याचे अर्थ लिहून किंवा त्याचा संदर्भ दुसरीकडे लावून, अ, थोडासा कॉन्टेक्स्ट लिहून काही शब्द, तिकडे ॲड करतो जेणेकरून पुढच्या वेळेस मी जेव्हा ते पुस्तक वाचेन किंवा मला वाचावसं वाटेल तेव्हा मी फक्त ते हायलाइटेड पॉइंट्स वाचून, त्या पुस्तकाचा एक सार काढून त्याचा उपयोग करून घेऊ शकेल.
हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. अगदीच. अगदीच. आता हे तुमच्या दृष्टीने झालं, पण लहान मुलं जी असतात, त्यांना एकच गोष्ट परत, परत करायला आवडत नाही. मग ती पुस्तकं जी आहेत ती सतत बदलती राहतील यासाठी काही तुमच्याकडे आय कल्पना आहेत का? की कशी ती बदलत राहतील? कारण नुसतीच विकत घेऊन ठेवायची आणि मग एकदा वाचून झालं की त्याच्याकडे बघायचंच नाही असं नको व्हायला ना.
हो. हो, पुस्तकांचे भाग मिळतात कधी-कधी म्हणजे काही आपण जर स्टोरीजची पुस्तकं आणली तर त्यात पार्ट 1 टू पार्ट 10 जर असेल तर आपण पहिल्यांदा ठेवताना ऑड पार्ट्स ठेऊ शकतो. अ, विषम संख्या आणि मग नंतर इव्हन पार्ट्स ठेवू शकतो. आणि एकदा सगळे पार्ट्स 1, 3, 5 असे वाचून झाले की त्यानंतर, आपण ते काढून 2, 4, 6 असे ठेवू शकतो जेणेकरून, त्यांची एक छोटीशी टेस्टही घेऊ शकतो आपण, की तू पार्ट 1 मध्ये जे वाचलस ते आता पार्ट 2 मध्ये तुला रिलेट करता येतंय का? तर अशा गमतीशीर आणि छोट्या-छोट्या सिंपल गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. कारण वाचन करण्यासाठी आजकाल खूप जास्त फोकस लागतो. कारण आजकाल आपला फोकस किंवा आपलं लक्ष दुसरीकडे घेणारे बरेच डिव्हाइसेस किंवा बऱ्याच गोष्टी आल्या आहेत.
बरोबर. बरोबर. हां, हां, हां, हां. बरोबर. अगदीच, अगदीच. साधी पिंक झाले तरी लक्ष हलत आपलं. <chuckles>
त्यामुळे अ लक्ष हलतं. त्यामुळं जितकं सोप्पं करता येईल ते तितकं सोपं करण्याचा मी प्रयत्न करेन.
अतिशय सुंदर कल्पना आहेत तुमच्या ह्या. आणि मुलांनी वाचन करावं, हे सुद्धा खूप गरजेचं झालंय, आजच्या मोबाईलच्या काळामध्ये. तर अ, मला एखाद अशी काही पुस्तकं किंवा तुमची अशी काही संकल्पना आहे का? की माझ्या शेल्फमध्ये मराठीची एवढी पुस्तकं असावी. ती भाषेची, मराठी भाषेची <sucks teeth> किंवा अ, इंग्रजी भाषेची किंवा आणखीन कोणत्या विषयाची, तर असे काही विषयवार तुमच्याकडे वर्गणी आहे का पुस्तकांची?
मी जी पुस्तकं वाचतो ती बरीच टेक्निकल असतात. जशी सोशल मीडिया आपल्यासाठी कसा वाईट ठरू शकतो, यावर 2 पुस्तकं आहेत. एक जेरॉन लैनियर यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, की टेन रिझन्स टेन आर्ग्युमेंट्स व्हाय यू शुड डिलीट यूअर सोशल मीडिया. असं एक छान पुस्तक आहे. मग कैल न्यूपोर्ट यांचं एक, डिजिटल मिनिमलिझम, यावरती पुस्तक आहे. जेणेकरून आपण आपले डिजिटल डिव्हाइसेस किती कमी वापरू शकतो. अ, त्यावर त्यांनी अ, काही लिहिलं आहे. अजून वाचायची आहेत मला ती पूर्ण. पण अ, त्यांची समरी मी वाचली आहे. त्याचबरोबर मेंटल हेल्थ किंवा आपलं मानसिक आरोग्य कसं छान ठेवता येईल. यावरती एखाद दोन पुस्तकं मी तरी ठेवली आहेत. त्यामुळे मी अ, म्हणजे मराठी पुस्तकं वाचलीच नाहीयेत कधीच आयुष्यात. सगळी माझ्याकडे जी कलेक्शन आहे, ते इंग्रजी पुस्तकांचंच आहे आणि तेही मानसिक आरोग्यावरती मोस्टली मी वाचलंय.
बरोबर. अरे वाह! हं, हं. ओ, हो. वॉव! हो. वापरले पाहिजेत. अच्छा. आरोग्य. हं, हं, हं. अरे वाह! अच्छा. अच्छा. मग ह्याच्या पुढे मराठीकडे वळायचा काही म्हणजे असा विचार आहे की नाही?
अ, तसा विचार तर नाहीये कारण मराठीशी संपर्क जास्त नव्हता आला आयुष्यात. अ, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो होतो. त्यामुळे अ, शिकता-शिकता एक फ्लुएन्सी म्हणतात ती इंग्रजीची जास्त आली माझ्यात अ, मराठीपेक्षा. पण आवड नक्कीच असेल, जर एखादं साधं सोप्पं पुस्तक मिळालं. अ, ज्यातून मी मनाबद्दल काही शिकू शकलो माइंड आणि माइंडफुलनेस जे म्हणतात. तर मला नक्कीच आवडेल किंवा शरीराबद्दल जसं मी आजच एक आर्टिकल अ, पेपरमधून कापलं सकाळ पेपरमधून ज्याच्यात लिहिलं होतं, की अ, थंडीमध्ये तुम्हाला हृदयविकार कसे जास्त होऊ शकतात? ह्याची 2-3 कारणं त्यांनी सांगितली होती. की रक्त तुमचं घट्ट होऊ शकतं वगैरे-वगैरे. तर ते मला खूप रिलेटेबल वाटलं. म्हणून मी ते छोटंसं एक चौकोन त्याचा कापून मी माझ्या एका जुन्या डायरीत चिकटवणार आहे. तर अशा प्रकारची पुस्तकं आली तर नक्कीच आवडेल.
अच्छा. बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं. बरोबर. अच्छा. अरे वाह! म्हणजे अतिशय चांगली अ, अशी तुमची जी आहे अ, पुस्तकांची चॉईस आहे असं मी म्हणेल. पण आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला मराठीमध्ये अ, मा मानसिक स्वास्थ्यावर जर काही असं हे हवं असेल तर माझ्याकडे काही सजेशन्स आहेत ते देऊ का मी तुम्हाला?
ओह! प्लीज, प्लीज.
अ, एक अ, एक पुस्तक आहे. अं, मला वाटतं हं. न्यू इरा पब्लिशिंग हाउसचं आहे अ, मानसिक आघात समजून घेताना म्हणून एक आहे नाव आहे.
बरं.
अ, सॉरी पण मला आता लेखक लक्षात नाहीये, पण न्यू इरा पब्लिशिंग हाउसचं आहे हे मला एवढं लक्षात आहे पूर्ण. आणि एक आहे रोहन प्रकाशनचं आहे वाटतं. अ, मनस्वास्थ्य संच. हां.
बरं
ही ही 2 पुस्तकं आहेत कारण ही आमच्याकडे जी लायब्ररी आहे. आमच्या कॉलनीची, तिथे मी ही वाचली होती. आणि माझ्याकडे मी त्यांची नोंद करून ठेवली होती. की जेणेकरून अ, मला ती म्हणजे कधी जरी लागली, तर मी जाऊन पुन्हा ती शोधून आणते.
हां. अरे वाह!
आणि जेवढा रेफरन्स आहे, जेवढी गरज आहे, तशी वाचते तशी. आणि खरोखर मला आज खूप छान वाटलं तुमच्याशी ह्या गो गोष्टींवर गप्पा करायला. आणि जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये एक वाचनाचा छोटा कप्पा तयार केलाय, एक कोपरा तयार केलाय. तसंच आता मलाही उत्सुकता लागली आहे, की किती दिवस कॉलनीच्याच लायब्ररीत जायचं. आपलीही एक छोटी लायब्ररी आपण घरी तयार करूया आणि याने मला खरोखर खूप एक छान प्रेरणा मिळाली आहे, की अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो. तुम्ही आज जो काही तुमचा मूल्यवान वेळ दिलात आणि तुमचे अनुभव आमच्या बरोबर जे काही शेअर केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून.